आता आमचं एक बँड आहे, तर अ, त्यात अ, मी लीड सिंगर आहे, तर माझं काम गायचं सगळ्यात जास्त असतं आणि बाकीचे कसे सपोर्टिंग म्युझिशियन्स असतात. जे गिटार प्लेयर असतात किंवा ड्रमर असतो, बेस गिटारिस्ट असतो आणि अ, मग दुसरे जे पियानो वगैरे वाजवतात ते आर्टिस्ट असतात. तर अ आम्ही सगळं आमचं टीम वर्क असतं ना, ते आपलं बँड म्हंटलं की एक टीम झालं ते आणि मग जो शो असतो, ते वेगवेगळ्या प्रकारचे असतो. कधी <clears throat> म्हणजे असे फाइव्ह स्टार रेस्टॉरंटचे लॉन्च वगैरे असतात, तर तेव्हा शोज असतात किंवा कॉर्पोरेट गॅदरिंगचे मोठमोठे शोज असतात किंवा म्युझिक फेस्टिव्हल्स असतात, तिथे आमचे शोज असतात. तर ते सगळं केल्यामुळे लोकांच्या डोक्यात काही वेगळंच प्रकार बसलेला होता. ते माझ्या आई-बाबांना विचारायचे.
हं, हं. अच्छा. अरे वाह! हं, हं, हं. हो, हो. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप छान. <chuckles> तर मला नेमकं हां, हां, काय सांगा ना ते, त्याच्याबद्दलच कुतूहल आहे मला, की नेमकं लोकांचे विचार तुमच्या त्या कामाबद्दल कसे बदलत गेले आणि नेमकं त्यांना त्या कामाविषयी काय वाटायचं? म्हणजे तुम्ही तर वरवरची गोष्ट सांगितली मला, की वेस्टर्न असल्यामुळं किंवा वेस्टर्न बँड असल्यामुळं, पॉप सिंगर असल्यामुळं, मला त्याच्यातला जास्त प्रकार नाही माहित. परंतु फॉरेन कल्चरचा एक भाग अ, किंवा फॉरेनर लोकं जसे गाणे म्हणतात, तशा प्रकारातला आहे तो.
हं.
तर मला त्याच्याबद्दल थोडं खोलवर सांगितलं ना, म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय असतं आणि मी अ, काहीतरी एक अ, जे काही गीतं राहतात, की ज्याच्यामध्ये अ, डिबेट होतं आणि ते शिव्यामधनं होतं. असं कोणच्यातरी गाण्याचा प्रकार आहे. तो वेगळा आहे वाटतं कोणता, आहे ना?
हो. नाही, नाही. ते आम्ही नाही असं करत काही. आमचं प्युअर म्हणजे एंटरटेनमेंटसाठी जे रॉक-पॉप सॉंग्स असतात, ते असतात आणि एकदम क्लीन एंटरटेनमेंट असते. त्यात काही असं म्हणजे निगेटिव्ह किंवा असं विचित्र काहीच नसतं. तर अ, सगळ्याच एज ग्रुपसाठी जे पॉप्युलर गाणी असतात, ते असतात आमचे आणि ह्यामुळे ना, हं, लोकांच्या मनात एक अशी हां.
हं, हं, हं, हं. हं, हं. हां, हां, हां, हां. अच्छा, अच्छा, अच्छा. हं, हं. अरे वाह! अरे वाह! खूपच छान. हं, हं. तर ते YouTubeवर YouTubeवर वगैरे पण आहे का तुमचं गाणे मग?
नाही YouTubeवर आम्ही नाही टाकत. ते म्हणजे फॅन्स जे फॉलो करतात ते टाकत असतात व्हिडिओज, पण आम्ही स्वतःहून असं कधी, मी तरी नाही टाकत. मला म्हणजे गाणं माझ्यासाठी माझं पॅशन आहे. आपण म्हणतो ना, एखाद्या अ, जर आपल्याला देवाने एक कला दिली आहे, टॅलेंट दिलंय, तर मी माझं जे अ, गाण्याचं माझं जे टॅलेंट आहे, कला आहे, ह्याला मी माझ्या देवाचा आशीर्वाद मानते.
हं. हं, हं, हं. <chuckles> अच्छा. अरे वाह! हं, हं. हं, हं.

आणि मी समजावलं नाही त्यांना अजिबात. मी फक्त आई बाबांना सांगितलं की मला लोकांचं मत अ, माझ्यासाठी महत्वाचं नाही आहे. लोकं काय म्हणतात आहेत ते मी कधीच ऐकणार नाही कारण लोकांचं काम आहे बोलायचं तर ते बोलणार, काहीही बोलणार देवानं तोंड दिलंय त्यांना तर ते काहीही बोलतील. त्यात आपण काही नाही करू शकत. पण आपण स्वतःला सांभाळू शकतो आणि स्वतः आपण इथे तिथे काही वाईट वस्तू किंवा नकारात्मक गोष्टीत नाही फसायचं तर त्याची काळजी मी घेते. आणि मी कधीच कोणाला असं प्रूव्ह करायचा प्रयत्न नाही केला. मी फक्त माझ्या कामाकडे लक्ष देते. मी एक चांगली गायिका आहे तर मी माझ्या परफॉर्मन्सवर लक्ष देते, मी माझं रियाज करते, प्रॅक्टिस करते, माझे रिहर्सल्स खूप असतात. तासंतास आम्हाला रिहर्सल करावे लागतात. त्यात किती आम्हाला त्रास होतो ते आम्हाला माहिती आहे ना. मग त्यानंतर माझे योगा क्लासेस वगैरे तिथे माझे स्टुडंट्स असतात, माझे क्लायंट्स असतात त्यांना शिकवते मी. तर तेही खुश असतात. आणि माझ्याबरोबर माझी जी योगा गुरु आहे ती इतकी खुश आहे की मी तिची सगळ्यात बेस्ट स्टुडंट मला मानते.
मी पण. हं, हं. अगदी बरोबर. अरे वाह! खूप छान. हो, हो. अरे वाह! हं, हं. अच्छा. हो, हो. अरे वाह! हं, हं. <chuckles> खूपच छान ना, म्हणजे तुमच्यामध्ये भरपूर गुण आहेत आणि जे म्हणजे जे पाहण्यासारखे पण लोकं फक्त एकाच गुणाकडे पाहून तुमच्या अ, त्या गोष्टीला फक्त हे करतात. तर ते म्हणजे जे अ, म्हणजे त्यांना अ, नाही आवडत त्याच्याकडे पाहतात पण जे हजारो लोकांना आवडतं त्याच्याकडं नाही पाहत. तर आपल्या समाजात नोकरी पैसापेक्षा अ, जो नोकरीचा पेशा आहे तो व्यक्तिमत्वाशी का कसं जमतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ते व्य तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही करत असलेल्या गोष्टी आणि तुमचं व्यक्तिमत्व हे एकमेकांना कसं अ, जुळतं असं तुम्हाला वाटतं नेमकं?
मग जर का माझ्यावर हो. नाही पहात. <chuckles> हं. आता लोकांची मतं तर वेगवेगळी असतात. आता जेव्हा मी गाते किंवा आता अ, यावेळेस मी थोडा ब्रेक घेतला कारण माझी अ, मुलं खूप लहान आहेत. तर अ, आधी त्यांचं माझ्या नातेवाईकांचं टेन्शन होतं की हिच्यासोबत लग्न कोण करणार? आता लग्न झाल्यावर त्यांना असं वाटतं की अरे बाबा <chuckles> हिच्या मुलांवरती काय परिणाम होणार? आता त्यांना नाही माहिती की माझ्या मुलांना संस्कृतचे श्लोक मंत्र सगळे येतात आणि माझी इतकी लहान 3-4 वर्षाची माझी छोटीशी मुलगी आहे तिला अख्खीच्या अख्खी हनुमान चालीसा पठित आहे आणि ती रोज घरात आमच्या बॉलिवूडची गाणं नाही वाजत. म्हणजे माझी 2ही मुलं ते मंत्र किंवा श्लोक असे गात-गात भजन गात मोठे होतात.
हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा. हो. मुलं कशी आहेत? <laughs> हो. अरे वाह!